अ, मला असं वाटतं, की अ, जाणून म्हणजे मी म्हंटलं ना, त्याची साक्षरता असणं म्हणजे समजा जर माझा मोबाईल आहे, अ, मी त्याच्यामध्ये एआय वापरते आहे. पण त्याच मोबाईलमध्ये माझं बँकिंग पण आहे, सगळंच आहे आणि मी जर सगळंच त्याला विचारते, की हे असं असं आहे. मला याचं उत्तर दे. मला इथे जायचं आहे, तर हे दाखव. असं कर. तर मग माझ्या सेटिंग्ज व्यवस्थित आहेत, की नाही? की माझी ती माहिती एआयमध्ये जातेय का? सगळंच तो डेटा वाचतोय का? रेकॉर्ड होतोय का? की
हां. हां. हां. हं. हं. हं. अ, हो, हो, हो. हां. डेटा सिक्युरिटी, गोपनीयता त्या पण बाबी मग खूपच अ अवघड आहे असं वाटतंय. <chuckles>
हां. खू हां, तर मग त्याची साक्षरता ठेवणं म्हणजे शिकत राहणं, म्हणजे ए मी तर कसं एआयवरच टाकते, की अ, एआय म्हणजे काय? मग त्या सुरक्षतेसाठी माणसाने काय केलं पाहिजे? म्हणजे तेच त्याला प्रश्न विचारते. आणि मग त्या सेटिंग्स तशा करून ठेवायच्या. ते सांगतात आणि तुम्ही तुमची माहिती अशी करू नका, जास्त काही हे करू नका. असं मिळत असतं.
हां. <chuckles> त्याच्यावरच तुम्ही विचारायचे. हां. हां. हो. हो ना. हां. म्हणजे चोरालाच अ, म्हणायचं की चोरी कशी करायची असं? असा प्रकार झालाय तो. आणि मग? हां.
<laughs> पण कारण मी केला तो प्रकार, की एआय म्हणजे काय? मग त्यांनी सगळी माहिती दिली. असं-असं असतं. म्हंटलं मग त्याच्यापासून सुरक्षित राहायला कसं करा आणि दिली त्याने माहिती म्हणजे असं नाही झालं की हे.
हां. हो ना. हो ना. हां. म्हणजे ते काय इमोशन नाहीये किंवा मानवी विचार करण्याची शक्ती नाहीये. त्यामुळे मग ते चालून गेलं. हां. मग सामान्य लोकांनी काय करावं म्हणजे घाबरायचं नाही, पण जागरूक राहायचं. मग त्यासाठी काय उपाय सांगाल?
हां, हां. हो, हो.